चांगलं आयुष्य जगायचं असेल तर पैसे तर हवेच पण कसं असतं ना किती जरी पैसे कमवले तरी ते कमीच पडतात, असं आज-कालचं जग आहे. तर मग अ, वेळेला तुम्ही आर्थिक निर्णय एकत्र कसे घेता?
हं. हो, हो अगदी. अ, तुम्ही खरंच म्हणालात की कदाचित ना अ, पैसे म्हणजे म्हणतात ना की एकदम जो अंतिम उद्देश नसला ना तरी असं नाही होऊ शकत की तुमच्या आयुष्यामध्ये पैसे कमावणं हा उद्देशच नाहीये.
हो, हो.
असं नाही होऊ शकत कारण की जगण्यासाठी पैसा आलाच, हवाच.
बरोबर आहे. <chuckles> हो, हो, हो.
मग त्यातल्या त्यात तुम्ही जसं म्हणालात, की आर्थिक निर्णय आपण एकत्र कसे घ्यायला हवेत. तर मला असं वाटतं ना, की अगोदरच्या काळात बघा स्त्रियांना जास्त त्यांच्या हातामध्ये पैसा नसायचा.
हो, हो. बरोबर आहे.
आणि जास्तीत जास्त स्त्रिया ह्या घरातच घरकाम वगैरे करायच्या. अगदीच झालं तर मग अ, म्हणतात ना, की कपडे शिवून किंवा अ, बेबीसिटिंग वगैरे करून म्हणजे माझ्या आईच्या काळातल्या महिलांचं सांगते मी तुम्हाला.
हो, हो. खरंय-खरंय म्हणजे होतं तसं की आधी कामं मर्यादित असायची स्त्रियांची. जे आज-कालच्या वर्किंग वुमन आहेत अशा नव्हत्या म्हणजे थोडंफार घरगुती जेवढं जमेल तेवढं त्या करायचा प्रयत्न करायच्या.
हं. हो तर मग अ, तेव्हा असं व्हायचं की बराचसा पैसा जो त्यांना भेटायचा त्या-त्या अगदी गाठीशी ठेवायच्या. पण आता कसं आहे की अगदी अ, पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून अ, स्त्रिया आता कॉर्पोरेट असू दे, बिझनेस असू दे, बरेचसे आर्थिक निर्णय त्या स्वतः घेतात.
<chuckles> हो ना. बरोबर आहे.
मग त्यामुळे काय होतं ना, की बऱ्याच वेळेला तुम्हाला तुमचं मत विचारलं जातं. म्हणजे मी तुम्हाला माझा एक किस्सा सांगते बघा. तर माझ्या नवऱ्याला ना
हो, हो, सांगा ना?
अ, जेव्हा मी आमचं लग्न झालं, तेव्हा त्याने अगोदरच सांगितलं होतं मला, की "आपण बजेटिंग करायचं दर महिन्याला." पण जो पहिला महिना होता ना
हां. अच्छा.
त्याने ते सांगितलेलं, की "आपण आपले-आपले निर्णय घ्यायचे आणि तो महिना संपला, की आपल्या लक्षात येईल, की कुणी काय केलं आणि कसा निर्णय घेतला आणि ह्याच्यापेक्षाही आपण जर चांगला आर्थिक निर्णय घेऊ शकतो का? किंवा पैसे वाचले असते का?"
हां, हां. बरं.
तर सुरुवातीला आम्ही बाहेर फिरायला गेलो आणि छान मस्त सगळं ऑर्डर करायचो.
हां.
आणि जसा महिना <laughs> जसा महिना संपला ना, तसं तो बजेट घेऊन बसला.
<chuckles>
आणि मग त्याने मला बऱ्याच गोष्टी सांगितल्या, "हे बघ, जर आपण हे इतकं ऑर्डर केलं नसतं किंवा घरात एक तत्सम मावशी येऊन जर त्यांनी बनवलं असतं, तर दोन्ही गोष्टी झाल्या. घरातलंही अन्न मिळालं असतं, त्यांनाही पैसे गेले असते आणि आपलेही पैसे वाचले असते."
अच्छा. आ, हां. हो. बरोबर.
आणि जसं आम्ही घर घेतलंय ना, ते दोघांच्या नावावर आहे.
हां. अरे वाह, वाह, खूपच छान! पण मला एक असं विचारायचं होतं, की जेव्हा तुमच्या म्हणजे मिस्टरांनी तुम्हाला हे सांगितलं, की आपण असं-असं बजेटिंग वगैरे करूयात, तर अ, बऱ्याच वेळेला काही बायकांचं कसं होतं ना, की त्यांना असं थोडंसं आकडेमोड किंवा अशा गोष्टी, नाही का, थोडीशी किचकट किंवा बोरिंग वाटतात. तर तसं काही तुम्हाला वाटलं होतं का? की तुम्ही त्याला म्हणजे रेडी होत्या?
मग त्यामुळे. हं. हं. हं. हो! बरं. नाही. अजिबात नाही. बरोबर. तुम्ही अगदी माझ्या मनातलं ओळखलत. कारण माझ्या माहेरी मला बिलकुल सवय नव्हती हे सगळं करायची.
<chuckles> हां, हां. हां.
कारण की माझ्या घरी माझे बाबाच निर्णय घ्यायचे. आणि आई म्हणजे तसं म्हणतात ना, की हात लावून फक्त "मम" म्हणायचं.
हां. <laughs> हो.
तशी परिस्थिती होती. पण अ, आता जसं माझ्या सासरी, माझ्या ज्या अ, सासूबाई आहेत त्या योगा टीचर आहेत. आणि त्यांचंही बरंचसं इन्कम घरी येतं.
हां, हां. बरं. अरे वाह!
तर त्यामुळे माझ्या नवऱ्याच्या घरी एक पद्धतच होती, की सगळ्यांनी मिळून किंवा म्हणतात ना की अ, नवरा आणि बायको दोघांनी बसून त्या, संपूर्ण आर्थिक निर्णयाचं नियोजन करायचं.
अरे वाह! खूपच छान. हं हं.
तर मग जेव्हा त्याने मला सांगितलं की "बघ आता इतका ई-एम-आय आहे. मग आपल्याला अजून अ, 7 ते 8 वर्षात हा पूर्ण जे आपल्यावर ई-एम-आय किंवा कर्ज आहे ते मी मिटलं पाहिजे. आपल्या दोघांकडेही इतकं" म्हणतात ना "उत्पन्न येतंय."
हां. अच्छा. बरोबर आहे.
आणि त्यानंतर तसं आम्ही ठरवलं, की सर्वात अगोदर कर्जाची जी तलवार डोक्यावर आहे ना, ती आधी बाजूला करायची.
अं, अच्छा, अच्छा.
आणि त्याच्यानंतर मग आम्ही आमचं रिटायरमेंट प्लॅन म्हणजे दोन्हीही तसं म्हटलं, तर एकत्रच करत होतो. पण रिटायरमेंटचा फंड होता ना, तो खूप कमी होता अगोदर.
अरे वाह, वाह! हां, हां. हां, हां
कारण ई-एम-आय भरायचे होते.
अच्छा. हो ना, हो ना. बरोबर आहे.
आणि आम्ही दोघांनीही एक अ, म्हणतात ना, की अं आकस्मिक काही खर्च झाला, तर एक इमर्जन्सि फंड असतो बघा आपल्याकडे.
अच्छा. हो ना, हो ना. बरोबर आहे.
तर आम्ही दोघांनीही 2 एफडीस बनवून ठेवल्या, की ज्यामुळे
अरे वाह! वाह!
जर उद्या कधीही आपल्याला, कुणी आजारी पडलं किंवा जॉब गेला
हं.
तर 5, 6 महिने असं नको व्हायला की
अच्छा.
अरे आपल्याकडे पैसेच नाहीत. आता आपलं कसं होणार, नाही का. असं बऱ्याच कुटुंबात होतं. पैसा आहे
हो, हो. अगदी, अगदी. बरोबर आहे तुमचं.
म्हणून तो के खर्च करायचा असं नक्कीच नाही.
हम्म. हं, अरे वाह! वाह!
आणि खरंच तुम्ही बरोबर म्हणालात ह्याचं बरंचसं श्रेय माझ्या नवऱ्याला जातं. कारण मी क अ, माझ्या माहेरपणी असं बरंच कमी-जास्त वेळा म्हणजे माझे बाबा मला म्हणायचे की, "तू पैसे मला ट्रान्सफर कर. मग मी ते कुठेतरी गुंतवतो."
हं. अच्छा. <chuckles>
आता माझा नवरा सीएकडे मला घेऊन जातो. आणि आम्हा दोघांनाही माहीत असतं आम्ही काय एस-आय-पीस केलेत. आम्ही कुठे-कुठे कोणत्या-कोणत्या स्टॉक्समध्ये पैसे टाकलेत आणि अ, बघा 50% आमची जी रक्कम आहे ना
बरं. हां. अच्छ
ती ई-एम-आयमध्ये आणि घरखर्चामध्ये निघून जाते.
हां, हां. बरोबर आहे, बरोबर आहे. अ, पण मला एक असं विचारायचं होतं, ॲक्चुअली की अ, काही खर्च असतात ना, की ते घरात आपण कॉमन मिळून करायचे असतात आणि काही-काही वैयक्तिक असतात. जसं की वैयक्तिक गरजा पण असतात. तर म्हणजे तुम्ही त्याचं निकष कसं ठरवता म्हणजे? आता मग काय होतं ना, की एक उदाहरण देतो मी तुम्हाला आणखीन लक्षात येईल. तर माझा भाऊ आहे ना तर अ, तो त्याच्या बायकोलाना दर महिन्याला एक्स अमाऊंट देतो आणि त्याला सांगतो की काय? की "रिचार्ज वगैरे सगळं, सगळं, सगळं तुझं तू बघायचं आणि हे तुझं रिचार्ज तुझे काय गरजा असतील त्या आणि बाकी त्याच्यात घर पण चालवायचं भाजी-पाला वगैरे." आणि मी काय करतो ना की बाकी सगळा खर्च मी बघतो, अ, म्हणजे भाजी-पाला, रिचार्ज वगैरे तिचं सगळं काय असेल ते आणि मग त्याव्यतिरिक्त मी तिला पैसे देत होतो. तुमच्यात कसं म्हणजे असतं की काय सामायिक ठेवता, काय वैयक्तिक ठेवता? तर हे काय वापरता किंवा त्याचे काही निकष ठरवलेत का?
बाकी हं. बरोबर. बरोबर. हं. बरोबर. हो, हो. आता बघा जसं मी तुम्हाला सांगितलं की 50% आमच्या दोघांच्याही पगारामधली जी रक्कम आहे ना, ती घर खर्च आणि जो आमचा ई-एम-आय आहे. बाकी जे पण आहे गाडीचं ई-एम-आय वगैरे जे पण ते त्याच्यामध्ये जातं. बाकी 30% रक्कम जी आहे ती आम्ही आमचे एस-आय-पी आणि म्हणतात ना, की तत्सम जे पण इन्व्हेस्टमेंट आहेत हां, रिटायरमेंट वगैरे जे पण आहे ते त्याच्यासाठी 30%
हां. हो, हो. अच्छा. हां, हां. फ्युचर प्लॅनिंगसाठी हं. हां, हां. अच्छा.
बाकी जी 20% रक्कम आहे त्याच्यामधली आठ टक्के रक्कम ही आम्ही स्वतःच्या, म्हणता ना, की मजेसाठी कारण असं नाहीये ना, की सगळंच अ, अगदी भविष्यावर आहे. भविष्यात आपल्याला 10 वर्षांनी काहीतरी मिळेल. आणि अजून एक गोष्ट म्हणजे बोनस.
हां, हां. अच्छा. <laughs> हो. हो, हो, हो.
आम्ही आमचं जेव्हा आर्थिक अ, निर्णय घेतो ना तेव्हा आम्ही आमचा बोनस अ, धरत नाही त्याच्यात.
अच्छा.
जसं आता म माझ्या कंपनीने मला जर 2 लाखाचा बोनस दिलेला आहे. तर माझा नवरा म्हणेल की "ते ॲडिशनल आहे ना तुझं उत्पन्न."
अच्छा. बरं, बरं, बरं.
मग तुला त्याच्यामध्ये काय घ्यायचंय, मुलांसाठी किंवा घरच्यांसाठी हे सगळं तू घे.
अच्छा. बरं-बरं. अरे, वाह! वाह! वाह! म्हणजे बोनसचा तुम्ही जो अ, तुमच्यासाठी तो म्हणजे खरं तर म्हणजे एक ट्रीटच असते. बोनसचं तुम्ही काय पाहिजेल ते घेऊ शकता? अरे, वाह! वाह! खूपच छान.
तू मस्त मज्जा कर. हो, हो. कारण कोविड म् आम्ही ना आधी बोनस पण धरायचो. पण कोविडमध्ये मग प्रॉब्लेम झाला कारण बोनस आलेच नाही आमच्या दोघांचेही.
हां, हां. हां.
मग अशावेळी त्याने मला सांगितलं की ठीक आहे. मग तोही त्याच्या ट्रिपवर जातो मित्रांबरोबर
गणित गडबडून जायचं मग?
त्याचा बोनस आला की.
बरं.
आणि मी त्या ट्रिपमध्ये नसते. राग येतो मला. कारण <laughs> कसं काय तू जाऊ शकतोस मला सोडून?
अच्छा. <chuckles> हं. <laughs> हो, हो, हो.
आणि मलाही कधी-कधी त्याच्यासोबत त्याच अ, ठिकाणी जायचंही जायचं असतं. मग अ
हो, हो. बरोबर आहे. म्हणजे कसं आहे.
पण ठीक आहे अ, कारण अ, मी तर म्हणेन, की त्याच्यामुळे ना मला सवय लागली आहे आता, की घरात जे बजेटिंग करतात किंवा जे म्हणतात ना की फायनान्शियल इंडिपेंडन्स
अच्छा. हां, हां, हां.
त्याचं आता महत्त्व माझ्या लक्षात यायला लागलंय. पण बऱ्याच वेळा बघा काय होतं.
अगदी अगदी. खूप छान तुम्ही सांगितलं. तर अ, म्हणजे खूप आयडियली कसं असावं ना. तर हे खूपच मला असं वाटतं, की असं जर सगळ्यांच्या घरी जर झालं तर निश्चितपणे खूपच फायदा होईल. अ, पण बऱ्याच लोकांचे आहे ना असं होतं, जेव्हा पैशाचा विषय येतो तेव्हा थोडासा ताण-तणाव येतो. तर मग ते कसे मिटवावे? तर कसं त्याच्याविषयी आपण नाही का डिस्कस करावं? कारण पैश्याविषयी लोकांची मतं जी आहेत ना ती कधी-कधी खूप विचित्र वगैरे असतात. तर त्याच्याबद्दल थोडंसं सांगा ना?
हं. हं. हं. हं. आता बघा, मी तुम्हाला एक अ, माझ्याच वैयक्तिक आयुष्यातलं उदाहरण देते. एक किस्सा सांगते तुम्हाला. आता आमच्या, माझ्या, माझ्या नवऱ्याचा अगदी दूरचा किंवा अगदीच म्हणजे अ, 2nd कझिन ते. आणि अ, त्यांनी ना बऱ्याचशा लोकांकडून पैसे घेऊन ते बुडवले. त्यांनी बरेचसे व्यवसाय सुरू केले.
हां. सांगा ना. बरं, बरं. अरे बापरे! हां हां.
आणि माझ्या सासूबाईंनी, सासऱ्यांनी सगळ्यांनी माझ्या नवऱ्याला समजावून सांगितलं, मीही सांगितलं. पण तो म्हणाला "नाही, नाही तो खूप असं म्हणतोय, की बायकोकडे बिलकुलच पैसा नाही आहे. तो, ती, ती त्याला सोडून जाईल." पण म्हटलं "आपला तो नाही आहे ना, म्हणजे त्रास." त्याच्या आयुष्याचा निर्णय त्याने घेतला हवा.
अच्छा. ओहो. आपला प्रॉब्लेम नाहीये. हं.
पण मग तरीही त्याने उठून त्याला पैसे दिलेच शेवटी. आणि मग
अरे!
मग माझा आणि माझ्या म्हणजे सगळ्यांचाच आमचा इतका संताप झाला. कारण नुसतं पैसे नाही आहे ना, पण तुम्ही माझं ऐकलं नाही, तेही मोठी गोष्ट आहे.
हो. ते बरोबर आहे, त्याचाही राग येतो आपल्याला.
मग अशा वेळी ना विश्वास थोडा कुठेतरी डळमळीत होतो. आणि मग त्याचं ते म्हणणं झालं, "नाही माझे पैसे होते ना. मग त्याने मला नाही दिले तरी चालेल. मला कुठेतरी समाधान आहे, की मी अ, त्याला पाहिजे तेव्हा त्याला मदत केली."
अच्छा. मदत केली. अच्छा. बरं, बरं.
तर अ, आह, कितीही म्हणतो ना आपण, की आयडियल बरोबर आहे सगळं व्यवस्थित. पण तिथेही खटके उडतात. आणि मी तर म्हणेन की लोकांनी महिन्याच्या अगोदरच सगळं बजेटिंग नक्कीच तयार करा. पैसा अजून अधिक आला ना तर बरं वाटतं. पण तो जास्त खर्च झाला, तर म्हणतात ना "पैशाचं सोंग घेता येत नाही." हे मुश्किल होतं.
हां, हां, हां. अगदी, अग हां, हां. हां, हां. <chuckles> हो ना, हो ना. खूपच छान म्हणजे थोडक्यात काय की तो वाद झाला, पण मग त्यांचा पॉइंट ऑफ व्ह्यू पण तुम्हाला समजल्यानंतर तुम्ही ते एक्सेप्ट केलं कुठेतरी जाऊन, बरोबर ना?
हं. हं, हं. काय करणार मग आता? त्याची इच्छा होती दिले त्याने.
<laughs> अच्छा, अच्छा, अच्छा. मग आता मला सांगा ना, की एखाद्याला कोणाला तरी सुरुवात करायची आहे अगदीच त्यांचं काहीच नाहीये तर कसं सुरुवात केली पाहिजे, कसं हे सगळं सुरू करावं? जर थोडंसं याबद्दल तुमच्या अनुभवातून काही टिप्स द्या ना.
हं. बघा, आता हल्ली ना, तर मोबाईलमध्येही बरेचसे अ‍ॅप्स आलेले आहेत. पण तुम्हाला अगदीच मोबाईल वापरायचा नसेल, तर तुम्ही मग अगदीच Google Sheetsवर किंवा Excelवर वरही तुमचं म्हणतात ना, की नियंत्रण करू शकता, की इतका माझा पगार आहे. सर्वात तुमचं पहिलं उद्दिष्ट असलं पाहिजे, ते म्हणजे कर्जमुक्ती.
हां, हां. बरोबर.
तुमच्या डोक्यावर पर्सनल किंवा म्हणतात ना, एक अ, घराचं लोन आहे, तर ते तुम्ही पूर्ण फेडलं पाहिजे अगोदर.
अच्छा.
कारण कर्ज कधीही तुं म्हणतात ना, की कसा विळखा घालेल, हे सांगता नाही येत.
हां, हां, हां. बरोबर आहे, बरोबर आहे.
म्हणून माझं तर असं म्हणणं आहे, की जसं आपलं उत्पन्न आहे. ते म्हणतात ना, "अंथरूण पाहून पाय पसरावे."
पाय पसरावे. बरोबर आहे.
असं नाही आहे, की मला 10,000च मिळतायत, पण मला iPhone हवाय. तर अशावेळी लक्ष ठेवायचं, की नाही, ज्यावेळी माझं उत्पन्न 1,00,000 किंवा 1,50,000 होईल, तेव्हा नक्कीच मी iPhone घेईन.
हां, हां.
तोपर्यंत तुम्ही थोडं थांबा मी म्हणेन.
अच्छा, अरे वॉव! खूपच <chuckles> हं, हं. आणि आणखीन म्हणजे, बजेटिंगचं कसं सुरुवात करावी, म्हणजे बसून खर्च वगैरे लिहिणं किंवा जोडीदाराला सामावून घेणं?
हो, हो. बजेटिंग तर मी जसं हो, हो. बजेटिंग जसं मी तुम्हाला म्हटलं, की आमच्याकडे आमची जी टक्केवारी ठरलेली आहे, त्यानुसारच आमचं बजेटिंग ठरतं. की जर 50% मध्ये आता मी खरं सांगायचं झालं ना, तर कधी-कधी सण येतात किंवा कोणाचा आजार पण येतो, मग आम्ही जो आमचा इमर्जन्सी फंड आहे किंवा स्वतःचं स्वतःसाठी खर्च करणारा जो भाग आहे ना फंड, तो आम्हाला कधी-कधी काढावा लागतो.
हां, हां. हां, हां. बरोबर. हां, अच्छा. हो, हो, बरोबर आहे ना.
अशाप्रकारे मग आम्ही आमचं बजेटिंग पूर्ण केलेलं आहे.
अरे, वाह, वाह! खूपच छान, म्हणजे हे जे सग सगळं तुम्ही सांगितलं, की आर्थिक निर्णय जे आपण घेतो त्याच्यामध्ये आपला जोडीदाराचा सहभाग आणि सगळं बजेटिंग वगैरे करणं, हे जर केलं, तर निश्चितपणे आपले जे कर्ज वगैरे आहे, तर त्याचं आपल्याला टेन्शन राहत नाही किंवा आयुष्यामध्ये कुठल्या आकस्मिक अडचणी आल्या, तर तरतूद आपण केलेली असल्यामुळं, कसं ना, की आपला जे आहे ना मनाचा जो ताण वगैरे आहे, तर तो निघून जातो आणि एक सुखी जीवन आपल्याला जगायला जायला सुरुवात होते. तर खूपच हे मला वाटतं ना, की अ, महत्त्वाचं आहे, सगळ्यांनीच केलं पाहिजे आणि ते व्यवस्थित गाईड तुम्ही केलं, तर त्याबद्दल खरंच तुमचे खरंच खूप आभार आणि धन्यवाद.
हं. धन्यवाद.